नक्कीच तर मला तर वाटतंय, की लहान मुलांचं असं आहे ना, की त्यांना तुम्ही ना अ, एकंदरीत मी तर म्हणेन, की अ, जसं मी म्हणाली, की तो टीका लावा त्यांना किंवा मी तर म्हणेन, की त्यांना जरा अ, म्हणजे चांगल्या गोष्टी शिकवा. राम त्यांना गोष्ट सांगा. गोष्ट सांगत-सांगत त्यांना म्हणतात मनाला पटवून द्या, त्यांच्या आवडीचा खाऊ द्या, म्हणजे त्यांना समजेल ह्या गोष्टी. क राग किती वाईट आहे. त्यांना, स्टोरी सांगा त्यांना. म्हणतात ना राग, मोठा हिंसक राग असतो. नियंत्रण आपण प्रोफेशनलची पण तुम्ही मदत घेऊ शकता. एकदमच जे म्हणतात ना, म्युझिक ऐका, गाणी लावा छान-छान. मी तर म्हणेन अ, श्वासासाठी त्या गोष्टी करा आणि मला तर वाटतं ना त्यांना असं तुम्ही हो, हो, हो, नक्कीच आणि लहान मुलांचं तर मी तर म्हणेन, की त्यांना पण तुम्ही ना अ, मंदिरात घेऊन जा किंवा झोप त्यांना शांत झोप मोबाईलचा वापर त्यांच्याकडे देऊ नका, मोबाईल पण बघा, त्यामुळे चिडचिडी होतात किंवा स्क्रीन टाईम अती असेल, तर त्यामुळे पण मुलं चिडचिडी होऊ शकतात तर ह्या गोष्टी करा. त्यांना छान असं एक दूध वगैरे द्या, गरम-गरम अ, म्हणजे ज्यांना प्यायला द्या. त्याच्यामध्ये जायफळ वगैरे टाका, जेणेकरून ते शांत झोपतील आणि म्हणतात ना, जरा कधी झोपली, जरा एनर्जेटिक राहतील आणि त्यांना ना मिक्स होऊ द्या सगळ्यात. म्हणतात काही-काही बघा, मुलं एकलकोंडी असतात, एकटी असतात, त्यामुळे त्यांना शेअरिंग करायची काही सवयच लागलेली नसते. तर ह्या गोष्टींना म्हणतात, की समाजात राहायचं असेल, तर थोडा रागावर नियंत्रण ठेवलं पाहिजे, जास्त पण राग चांगला नाही. म्हणजे सॉरी म्हणा, आपल्याकडून चूक झाली असेल तर किंवा म्हणजे आपण पण जर मोठे असू आणि आपल्या लहान मुलांना आपण दुखावतो, त्यांना पण सॉरी म्हणा, म्हणजे त्यांना कळलं पाहिजे, की अरे हां मोठी माणसं पण सॉरी बोलतात. त्यांच्याकडून पण चुका होतात येस, हे त्यांना शिकवा, जेणेकरून त्यांना पण असं म्हणतात ना, एक मनात एक अंडरस्टँडिंग येईल चांगली अशी, जेणेकरून, की त्यांना राग कमी येईल आणि त्याच्यावर नियंत्रण मिळवतील ते असं मला वाटतं.
हां. हां. हो, हो. हं. हो. हो, म्हणजे. नक्कीच. आप हं. हलकी-फुलकी अशी गाणी किंवा थ्रिलिंग अशी हां. बरोबर. हो, हो. खूपच. हो. हां. हो. सवय नगद नसते. हो. नक्की. हो, हो. ते सॉरी म्हणतात ना, मग आपण पण म्हंटलं पाहिजे. अगदी बरोबर. हं. हां. नक्कीच, मग रागावर नियंत्रण मिळाल्याने आपले नातेसंबंध आणि कामकाज कसं सुधारतं असं वाटतं तुम्हाला?
नक्कीच, मला तर वाटतंय बघा, जर रागावर नियंत्रण आपण कसं असतं, रागात एखाद्याला बोलून जातो आणि मग नंतर वाटतं, अरे, उगाचच बोलली ना मी ह्याला. ऊ, नव्हतं मला बोलायला पाहिजे असं, तर ह्या गोष्टी तुम्ही करू शकता. त्यांना तुम्ही त्या अ, बोला त्या गोष्टी अ, शांतपणे म्हणजे जे आपले नातेसंबंध जर जपायचे असतील, तर तुम्हाला रागावर कंट्रोल करणं गरजेचंच आहे असं मला वाटतं.
हो. हां, बरं. नक्कीच. हां. तुमचं सुधारायला मदत होते. बरोबर, अ, हां गोड शब्दानी पण अ, म्हणजे बराच कार्यभाग साधता येतो. ते प्रत्येक वेळा रागात
हो. येस. म्हणजे टोन चांगला ठेवा, शब्द चांगले ठेवा, जेणेकरून त्यांना राग येणार नाही असं मला वाटतं.
हो, नक्कीच. तर अ, छान शब्द वापरूनसुद्धा रागावर कंट्रोल करता येतो, म्हणजे गोड बोलून जर संवाद केला, तर बराचसा कार्यभाग साधता येतो. पण नियंत्रण जर ऑलरेडी राग असेल, तर नियंत्रण करण्यासाठी काय-काय गोष्टी उपयुक्त ठरतात? किंवा अ, मेडिटेशन म्हणा किंवा अ, चांगल्या आहारपद्धती किंवा अगदी मानसोपचार तज्ज्ञाची मदतसुद्धा तुम्ही घेऊ शकता, की जेणेकरून ते तुमच्यावर काम करतं आणि तुमची पर्सनॅलिटी एकंदरीत छान आणि अशी प्लीझंट बनवतो आणि लहान मुलांच्या बाबतीत पण तुम्ही छान सांगितलं. तर अ, नक्कीच तुमच्याशी बोलून खूप आनंद झाला. पुन्हा परत भेटायला आवडेल. धन्यवाद.
हो, हो. बरोबर. हं. बरं.